खरंच, खूप छान. मग एक अ, अजून एक प्रश्न मला प विचारायचा आहे, की पिढ्यान पिढ्या तुमची ही रेसिपी असं तुम्ही सांभाळून ठेवली आहे, मग तुमच्या पुढच्या पिढीला, तुमच्या मुलांना तुम्ही ही रेसिपी कशी शिकवाल? म्हणजे अशीच सेम टू सेम असं त्यांना शिकवाल का? की नंतर मग ते काही बदल करतील असं चालेल का तुम्हाला?
हो. हो, विचारा. अ, नक्कीच बदल केलेला मला चालणार नाही, पण मी दुसऱ्यांवरती किंवा माझ्या मुलांवरती माझी मतं थोपू शकत नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि ते भान आपण ठेवलंच पाहिजे. पण मी माझ्या मुलांना म मला 1 मुलगा आहे, 1 मुलगी आहे, तर दोघांनाही ही रेसिपी त्यांच्या लहानपणापासून दाख लहानपणापासून दाखवते आहे आणि ते सुद्धा ही आवडीनं खातात. जेव्हा ते स्वतः बनवतील तेव्हा नक्कीच, मला पूर्ण खात्री आहे की जसं मी एवढ्या आवडीनं बनवते, तेवढ्याच आवडीनं ते सुद्धा बनवतील. आणि त्यांच्या मुलांना खाऊ घालतील आणि त्यांच्या मुलांना शिकवतील सुद्धा. तर मला खात्री आहे की ही परंपरा माझ्या अ, कसल्याही फोर्सच्या शिवाय नक्कीच पुढे चालू राहील, कारण तेवढे आशीर्वाद आहेत आणि तेवढं सामर्थ्य आहे या चवीमध्ये. आणि अ, खूपच मला भारी वाटतं बरं का अ, आणि अभिमान सुद्धा वाटतो की ही रेसिपी मी पुढे कॅरी करू शकले. जसं मी कॅरी केली तसंच माझ्या बहिणींनी आणि माझ्या भावांनी सुद्धा ही रेसिपी कॅरी केलेली आहेच की त्यांच्याबरोबर. तर अ, मला असं पूर्ण खात्री आहे, की ही रेसिपी कधीही मरणार नाही आणि अमर राहील. कारण अमृताची गोडी या रेसिपीमध्ये आहे.
हं. अच्छा. वाह! वाह! वाह! खूप छान. हो ना, किती सुंदर वर्णन तुम्ही केलंय या रेसिपीचं. आणि खरंच म्हणजे मला खूप असं कुतूहल वाटतं तुमचं, की तुम्ही इतक्या पिढ्यान पिढी ही रेसिपी सांभाळून ठेवली. आणि तुमच्या मुलांना पण तुम्ही शि शिकवणार खूप छान वाटलं मला तुमच्याशी चर्चा करून आणि जे काही ही रेसिपी तुम्ही माझ्यासोबत शेअर केली ना, त्यासाठी तुमचं मनःपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद.
हो. <laughs> हो. हो. मला सुद्धा खूप छान वाटलं. हं. इनफॅक्ट मी तुमचे आभार मानायला हवे कारण तुम्ही मला माझ्या लहानपणात घेऊन गेले. अ, माझ्या आजीबरोबर भेट झाली नकळत, आईबरोबर भेट झाली आणि हनुमंतरायाचं दर्शन सुद्धा झालं त्यासाठी खूप, खूप, खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा. आणि अशाच प्रश्नांसह तुमच्याशी बोलायला मला नक्की आवडेल परत. हो, खूप खूप धन्यवाद पुन्हा परत भेटू.
हं. हो ना, पुन्हा भेटूया आपण, खूप धन्यवाद.

अरे वाह! काय छान वर्णन केलंय तुम्ही या रेसिपीच म्हणजे ऐकून खरोखर आता भूक लागली जोरची.
हां. <laughs> हो. तुम्ही नक्की बनवा घरी, प्रयत्न करा आणि ही नक्कीच जमेल तुम्हाला. हनुमंतरायाची आठवण करायची आणि खीर बनवायला घ्यायची. बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला अ, छान असा तो स्वाद येईल त्याच्यामध्ये.
हो ना. हो, खरंच. मग मला एक प्रश्न पडतोय इथे, की म्हणजे ही तर खूप वर्षापूर्वीची घटना आहे ना, की तुमच्या आजीनी अशी-अशी खीर केली. नंतर तुमची आईपण करायची आणि आज तुम्हीही हीच सेम रेसिपी करता. मग आजच्या या घाई-घाईच्या जीवनात ही रेसिपी म्हणजे तुम्ही कशी ठेवतात? यात काही बदल करतात का? की तसच, जसं तुमची आजी ते एक अशी कापडात बांधून गहू वगैरे अशी बांधून ठेवायची, तसंच सेम तुम्ही फॉलो करता?
अ, हो. हो. अ, हो. हां. अ, अ, हो. मी सेम फॉलो करते, घ कितीही घाई असू देत पण मी सेम फॉलो करते, कारण मला कुठेही या चवीच्या बाबतीत कॉम्प्रोमाईज करायचा नाहीये. आयुष्य बदललं असलं तरी या आठवणी नाही ना बदललेल्या आणि या भावना गुंतल्यात हो याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ना नकळत अ, ते खापरपणजी आज्जी, माझी अ, आजी, आई ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ना ह्या रेसिपीला. मग ह्याच्यामध्ये मी माझं काहीतरी मॉडर्नायझेशनच्या नावाखाली मला ते करप्ट नाही करायची आहे थोडक्यात. <chuckles> म्हणून मला आहे अशी ही स अशीच अनटच्ड रेसिपी ठेवायची आहे, ज्याच्यामध्ये मला माझं स्वतःचं काही नाही घालायचंय. त्यांनी जे दिलंय तसंच ती परंपरा चालवायची आहे. आणि खरंच सांगू का अ, हे अ, या निमित्तानं या लोकांच्या जवळ जातो आपण मनाने आणि अ, अर्थातच हनुमंतरायाच्या जवळ जातो आणि मग या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला असतात आणि ते अ, ते सुख काहीतरी वेगळंच असतं बरं का. जे या जगातलं नक्कीच नाही आणि ते एका वेगळ्या दुनियेत आपल्याला घेऊन जातं.
हं, हं. हो ना. हो, खरंच. <chuckles> वाह! हो.